अ, लहानपणीचे सर्वांचेच आवडते शो असतात आणि असं म्हटलं जातं, की बालपणी जे आपण शो अ, पाहिले आहेत. तर तीच आपले व्यक्तिमत्त्व घडवतात. तर अशे बालपणीचे आवडतेचे टी-व्ही शो अ, तुमचे आहेत का आणि असेल तर कोणता आहे?
अ, माझे लहानपणीचे शो खूप सारे आहेत. शाका लाका बूम बूम आणि एक सोनपरी आणि एक करिश्माचा करिश्मा. हां. आणि आज आणि शरारत, ताकेशी कॅसल. अरे बाप रे बाप! लई शो आहेत माझे, असले भारी शो
<chuckles> हं. हां. आ, या सर्व शोमधला अ, तुमचा सर्वात आवडता शो असेल कोणता 1?
ताकेशी कॅसल.
हं. काय असतं बरं त्या शोमध्ये?
त्या अ, जॅपनीज काहीतरी खेळ आहेत ते, त्यामध्ये ते सगळं नाही का असं अ, म्हणजे पाण्यामध्ये ते दगडासारखं ठेवलेलं असतं, नाही का मधी-मधी. त्याच्यावरती उड्या मारीत जायचं अन एखादं त्यामध्ये नाही का नकली निघतात, ते पडतात खाली. असे वेगवेगळे गेम आहेत. शेवटी ते टँकरनी एकमेकांना पाण्यासारखं, नाही का ते अ, कागद फोडायचा. लय भारी शो असलं हसायला येत ना. त्यात जावेद अ, जाफरी कॉमेडी करतो. तर भेटूया दोस्त असं नाही का?
हां. हो. हं. अच्छा. अच्छा. जावेद जाफरीच त्यामध्ये व्हाईस ओव्हर होतं का? म्हणजे कॉ कॉमेंट्रीसाठी?
हो, हो, हो, हो. वॉईस ओव्हर होतं त्याच्यात. लई भारी वाटायचं ते कार्टून मला. अशी मजा यायची ना, ते पडायचे पळता-पळता अन लटकून राहायचे खूप वेळे आणि ते राक्षसमधी एक हे रूममध्ये येऊन नाही का?
हं, हं. अच्छा. कार्टून होता तो का असा नॉर्मल शो होता म्हणजे?
नाही, नाही, नाही. शो माणसांचा शो हो. कार्टून कसा असणार?
अच्छा! माणसांचा शो. अच्छा, अच्छा. म्हणजे खेळ जे म्हणतो आपण तो होता.
हं, हं, हं. हां, हां. जापनीज खेळ होता ते एक्टिविटीज.
हं.
असं. आणि मग, अ, ते अजून एक लागायचा असा शो. शुह कोई हे कोई हे असं नाही?
या. अरे बाप रे! हां. मी पण घाबरलो ना.
<chuckles> लय भारी होतं. ते तर भुताच्या गोष्टी दाखवायच्या नाही का, शु कोई हे मधी.
अरे बाप रे! खरंच भुताचा होता का तो शो? मी पण घाबरलो.
हां. आणि फिअर फाइल्स होतं. त्यामध्ये दाखवायचे नाही का, असे हॉरर हंटेड गोष्टी आणि सगळ्यात पहिलं जर लहान होतो ना मी त्यावेळेस अ, अ, आमच्याकडं म्हणतात ना अ, त्यावेळेस जास्त चॅनल नव्हते नाही का? त्यावेळेस ते दूरदर्शन होतं, दूरदर्शन. त्याच्यावरती शो वगैरे मला आठवत नाही, पण जास्त करून त्याच्यावरती पिक्चर लागायचे, अ, ए म्हणजे एका रविवारी अर्धा पिक्चर असे 4 बघावं लागायचं नाही का?
हां. अच्छा. हं. अच्छा. हं, हं. आणि
हां. 4 पार्टमध्ये पिक्चर बघायचा.
अ, तकेजीस कासल तुम्ही म्हंटलात, की ज जो अ, शो आवडायचा तुम्हाला त्यामध्ये एखादा पात्र वगैरे असा असायचा का? अ
नाही, नाही, नाही. मल्टिपल लोकं, त्यात राक्षस वगैरे अशा गोष्टी असायचे. नाही क
हा म्हणजे कॉम्पिटिटिव्ह हा तर तो ठीक आहे, तो शो आपण सोडून देऊ सध्या, कारण की त्याच्यात असं पात्र वगैरे काही नव्हतं अ, विविध अ, अ, लोकं यायची खेळायला तिथे. नाही का? तर असा होता ते. अच्छा. ठीक आहे. मग 2रा एखादा शो तुमचा असा होता का ओ, ज्यामध्ये एखादं पात्र आहे अ, ते तुम्हाला खूपच आवडतं?
हां, हां. हो, हो, हो, हो. करिश्मा का करिश्मा.
अच्छा. काय असतं बरं? काय करते ती करिश्मा नेमकी?
ती एक पोरगी होती लहान, नाही का. ती पोरगी नाही म्हणू शकत तिला रोबोट होती ती. तर ते एक अ, माणूस असतो ना, तो लॅबमध्ये तिचा रोबोट बनवतो. आणि मग ते घरी घेऊन येतो तिला तर ते सगळ्यांना ते पोरीसारखीच वाटते. आणि मग ती पोरगी आहे ना, अ, स्वतःची पोरगी म्हणूनच वाढवायला चालू करतात ते लोकं, नाही का आणि अ, तिच्याकडनं बिचारीकडनं लय काही कामं करून घेतात ते. कधी दूध गरम करून घेतलंय, हे करून घेत नाही का. तर कॉमेडी होती ती पोरगी आणि शेजारी तिच्यासारखं नाही का, तिला त्रास द्यायला यायचे की लाडू खा आणि हे खा आणि ते खा. तर शेजाऱ्यांना कायम ती मजा चकवायची, नाही का.
हां, हां. अच्छा. हम्म. अच्छा, अच्छा. <laughs> अच्छा. हं, हं. बरोबर.
अ, लई भारी रोबोट पोरगी होती ती.
त्या अ, करिश्मा का करिश्मामधला एखादा तुमचा आवडता सीन तुम्हाला आठवतो का? की असं झालंय म्हणून?
अ, त्यामधला सीन आहे ना अ, मला हां, एक अ, सीन होता की ती बाजूवाली ती ब बाई येती आणि ती म्हणते की तुझं कान पिरगाळायला माहिती आहे का तुला? ती म्हणते, नाही माहिती. ती तिला दाखवती आणि मग तिथं येऊन तिचा कान पकडते आणि डायरेक्ट पिरगाळते जोरामध्ये. तो सीन लई हसण्यासारखा होता. वेडी लालच करून टाकते कान डायरेक्ट.
हां. हां. हां. <laughs> अच्छा म्हणजे हं, हं, हं, म्हणजे ती रोबोट असते म्हणून तिला अशा भावना ज्या असतात, इमोशन्स ते कळत नाहीत तेवढे? हं.
हां, हां, हां. नसतात कळत आणि म्हणतात ना, ते असं टेबल अ, सोफा उचलणार डायरेक्ट हवेमधी. म्हणजे असे अ, खूप सारे अ, सीन करायची होती आणि खूप भारी होती, नाही का ती?
हां, हां, हां. अ, आजकाल कसं झालंय, म्हणजे शोमुळे वागण्यात अ, कितीही फरक पडतो असं म्हणतात. म्हणजे, जे अ, मुलं बघतात किंवा ऐकतात त्यावरूनच त्यांना वळण लागते. तर तुम्हालाही असं वाटतं का हो तुमच्या वागणुकीमध्ये लहानपणी तुम्ही जे शोज वगैरे बघितलं आहे, त्यामुळे म्हणजे फरक पडलाय आहे किंवा संस्कार एक म्हणतो ते झालेत?
हो. अ, हां त्यामुळं खूप संस्कार-बिंस्कार झाले म्हणू शकतो. फक्त 1 शोआला होता शिनचॅन, कार्टून शो होता. त्यानंतर माझे अ, म्हणतात ना, अ, फुल धिंगाणा झालता घरात माझ्या.
हां. का बरं, असं काय आहे त्या कार्टूनमध्ये?
<chuckles> अ, मी येडे चाळे करतो त्यासारखेच. अ, म्हणतात ना लहान असतो, तर तेव्हा ते शिनचॅनची एक व्हिडिओ बघितली की अ, तो गाडी चालवतो. अ, गाडीमध्ये चालता-चालता म्हणतो, कार आई त्याची शॉपिंगला जाती. मन्नू भाईची गाडी चली पम, पम, पम. आणि मी पण तसा सीन केला होता खरं, लहानपणी आमची कार होती ना इंडिगा इंडिका होती नाही का इंडिका. तर ती गाडीमध्ये बसलो, स्टार्टर मारला, हँडब्रेक नाही का, अ, त्यावेळेस व्यवस्थित लागला नव्हता वाटतं का काय विषय आणि स्टार्टर मारलं का गाडी खालीच मन्नू भाईची गाडी चालली आणि डायरेक्ट जाऊन पुढं खांबाला जाऊन ठोकून दिली. <laughs> अ, ते अ आगाऊ चाळे करायचो मी, नाही का?
अच्छा, <chuckles> हां. <laughs> हां, हां, हां. अरे बाप रे! अ तुम्हाला असं वाटतं का हो? लहानपणी जे शोज तुम्ही बघितलेत आवडतात टी-व्ही शो कोणताही असेल, करिश्मा का करिश्मा किंवा इतर जे तुम्ही सांगितलेत त्यामुळे तुमच्या आवडी-निवडींवरही परिणाम व्हायला लागला आणि करियरचं जे मोठं झाल्यानंतर जे विचार येतात, काय अ, घ्यायची फील्ड आपण कोणती घ्यायची, त्यावरही तुमचा अ, विचारांमध्येही बदल झाला?
हां, हां. नाही, नाही खरं सांगू का तुम्हाला? अ, मी मी अशा जगातला वेगळा पोरगा होतो ना मला काहीच अजूनसुद्धा कळत नाही माझी फील्ड काय घ्यावी? <chuckles> मी पाण्यात उड्या टाकतो आणि जिथं पोहता येते तेथे पोहतो, जिथं डुबता येते तिथं डुबतो, असा विषय आहे माझा. आणि, लहानपणी फक्त मी लय आनंदही घेतले नाही का अ, म्हणजे अ, ते जेवढे टी-व्ही शो बघायचो ना मला काय सांगू तुम्हाला नाही का? त्यावेळेस असं केबल होती आम्हाला असा अँटिना होता असा, नाही का असा वरती घराच्या छपरा वर लागायचा. असा वेगळाच अँटिना आता कुठं दिसत नाही तो.
हां. अच्छा. <laughs> हं. हां. हां, म्हणजे दूरदर्शन वगैरेचा होता का? म्हणजे ॲल्युमिनियमचा-ॲल्युमिनियमचा?
हां, सॅटेलाइटचा असा हां. हां, हां, हां.
हं.
तो होता. आणि खूप मग लहानपणीच्या आठवणीत सीरियल आहेत. सोनपरी आहे एक, नाही का ते असं गाणं होतं ते सोनपरी आई, आई, आई, आई, आई सोनपरी आई इत्तू बित्तू धिंक तुत्ता असं काही तरी म्हणायची ती, नाही का? <laughs> लय भारी होते ते. आणि एक शरारत म्हणून होतं. त्यामध्ये ते जादूगरणी विच असतात नाही का त्या
<laughs> अच्छा.
त्यांना जादू येत असतो आणि त्यातली ती पोरगी असते. ती कायम चुकीचा जादू करते.
तर अरे बाप रे, मस्तच! म्हणजे तुमचं बालपण असे विविध शो, टी व्ही शोमध्ये अ, पाहताना गेलेलं आहे.
हो, नक्कीच आणि कार्टून शो पण मी बघायचो नाही का, अ, टी-व्ही शो जसं की पोकेमॉन
जसं की? ना, अच्छा, मस्त!
आणि ना अ, अजून ते हे बघायचो मी, गोकुचं 1 असायचं ड्रॅगन बॉलची आणि अ, म्हणजे एवढं भारी वाटायचं ना मला ते, नाही का? आणि हां, एक नॉडी म्हणून यायचा.
हां. हां, हां, नॉडी म्हणजे
आ गया नॉडी ए नॉडी असं ते गाणं होतं ते नाही का?
नाडी खुलकर बोलो हुर्रे <chuckles> हां, अच्छा.
<laughs> आणि <clears throat> भारी वाटायचं मला ते नाही का आणि अ, दुसरे शो बघायचो मी विक्राल अन गब्राल.
काय असायचं बरं त्या शोमध्ये विकराल आणि गबरालमध्ये?
अ, ती दोघं आहे ना विक्राल आणि गबराल त्यात विकराल असायचा, तो म्हणजे डिटेक्टीव सारखं ते करायचं नाही का? आणि
हां.
म्हणतात ना, की ते असा 1 गबरू असायचा. तर छोटा नाही का एकदम असा बुटकासा, ठेंगणासा असायचा. तर नाही का आणि ते भुता-बितांना मारायचं तसलं काही काम करायचं नाही का. विक्राल अन गबराल आणि त्यांच्यासोबत 1 अशी बिजली म्हणून पण असायची ती मग खूप वेळा.
हां, हां. अच्छा. मस्तच. काय बिजली म्हणजे अ, तिचा रोल असायचा त्यामध्ये?
अ, एवढं आठवत नाही. ती एक अशी लेडीज होती त्यांच्यासोबत असायची कधी-कधी. तिच्याकडं आयती बिजली- बिजलीची शक्ती असायची असं म्हणून तिला बिजली म्हणायचे.
अच्छा, अच्छा. बिजलीची शक्ती असायची तिच्याकडे. हं, हं.
हां, हां, हां. आणि ते काय आहे ना, म्हणजे 2003-04च्या दरम्यानचा होता शो. मला असं आठवतय नाही का लहानपणी.
आज वर्तमानकाळामध्ये तुम्हाला तो अगर दिसला टी-व्हीवर किंवा YouTubeवर वगैरे. तर तुम्हाला एक नॉस्टॅल्जिया येतो का ओ? म्हणजे यार भूतकाळामध्येच अ, पुन्हा वापस जावं आपण एकदा.
हो, हो, हो, हो. मला असं वाटतं नाही का ते जिनेचे यही पल ते मला तेच आवडायचे. हे नाही आवडत. मला तेच शो बघायचे आहेत आणि सगळ्यात चांगला म्हणजे लहानपणीचा नाही का तुम्हाला सांगतो माझा फेमस एक शो होता त्यावेळेस.
हां. हं. कोणता?
गंगाधर ही शक्तिमान है. <chuckles> आ, शक्तिमान, शक्तिमान, शक्तिमान <humming> <sucks teeth> असं नाही का? आणि त्याच्यावरही पहिलं शिव-तांडव लागायचं कधी-कधी नाही का?
<chuckles> शक्तिमान. हं. शक्तिमान. <humming> <chuckles> <inhales> अच्छा. हां. बरोबर.
आणि एवढं भारी होतं ना ते गाणं नाही का. अ, ते अ, म्हणतात ना मला असं एवढं भारी वाटायचं ते शक्तिमान शो आणि लहानपणी मी स्वतःला शक्तिमानच समजायचो, नाही का.
अरे बापरे!
हां. म्हणजे ते, अद्भुत अ, अदम्य साहस की परिभाषा है, ये मिट्टी मानवता की एक आशा है, ये सृष्टी की शक्ति का वरदान है, ये अवतार नहीं, ये इंसान है. शक्तिमान, शक्तिमान, शक्तिमान, शक्ति, शक्ति, शक्तिमान. <chuckles>
साहस की परिभाषा है. अच्छा. आ आशा है. हां. बरोबर. <chuckles> <laughs> अरे बापरे! म्हणजे, तुम्हाला असं मला वाटतंय, की तुम्ही सध्या तुमचं बालपणच अ, जगताय आणि नॉस्टॅल्जिया तुम्हाला बोलतानाही आता होतोय.
हां. मग अजूनसुद्धा बालीश असं म्हणू शकताल, बालपण जगतो माझं मी अजूनसुद्धा कार्टून बघतो. ते दाखवायला लागलं, तर अजून बघेल मी.
अच्छा! अच्छा! तुम्ही ते अ, जसे शोज वगैरे सांगितले. ते आजही तुम्ही सर्च करून बघता का YouTubeवर वगैरे?
अ, हां, मी कधी-कधी बघतो. काही-काही एपिसोड भेटतात ते. आणि मी लहानपणी आहे ना, खरं सांगतो, ते शो एवढा आवडायचा ना, मी स्वतःला शक्तिमानच समजायला लागलो होतो. काय? आणि मी असं असं नाही का, असं गोल-गोल-गोल-गोल घुमवायचं सारखं नाही का गोल-गोल-गोल-गोल आणि
अरे बापरे! <chuckles> मग उडायची का नाही गोल-गोल फिरल्यानंतर?
अ, अ, नाही उडायचं नाही. अ, आमच्या इथला एक मुलगा उडला माहिती आहे का त्यामुळं. त्यानंतर मी उडणं बंद केलं ते. अ, काय झालं माहिती आहे का? त्याच्या आईने त्याला शक्तिमानचा ड्रेस आणून दिला. ते जरा पैसेवाले होतं नाही का आणि तो खरंच टेरेसवर गेला आणि शक्तिमान झाला. फिरायला लागला, डायरेक्ट खाली पडला ना. बोन गजच घुसला त्याच्या आर-पार.
अरे बापरे! का बरं? हां, हां. अरे बाप रे! देवा, म्हणजे व म्हणजे वाचला की नाही तो?
हां ना. उम्म, नाही, नाही, वाचला नाही, गेला बिचारा खूप शक्तिमान, आता लेट शक्तिमान झाला तो.
अरे रे रे रे रे! म्हणजे असेही अ, बालपणावर म्हणजे आपण म्हणतो, मनावर परिणाम होतो. म्हणजे लहानपणी जे बाल बालके वगैरे बघतात मूवी वगैरे, सिनेमा वगैरे किंवा नाटक
हां, हां, हां, हां, हां आणि आम्ही ती न्यूज वाचली ना, अ, त्यानंतर अ, म्हणजे आम्ही पेपरमधी पण वाचलं, समोर तर झालंच होता आमच्या. पण ते असं वाईट वाटलं आम्हाला, कारण की अ, त्यानंतर तेचे आई-वडील ते घर सोडून निघून गेले.
हं. अरे देवा! म्हणजे त्याच्या आठवणी वगैरे त्याला दिसत असल त्यांना खेळताना वगैरे तिथे.
अ, हां, मे बी दिसत असल. त्यानंतर दुसऱ्या लोकांनी हुक खरीदलं ते घर आणि मग त्या घरात मी जायला लागलो चांगलं नाही का. मम दुसऱ्या जे आले ना ते माझे मित्रच आले होते. त्याच्या आई-वडिलांचं चुकलं की ते शक्तिमानचा ड्रेस आणला आणि आम्हाला वाटलं खरंच तो शक्तिमान झाला, नाही का, त्याच्याकडे ते ड्रेस-वेस बघून. आणि त्याने ते खरंच असं वाटलं की आम्हाला उड असं वाटलं खरंच उडणार आहे. आम्हाला नव्हतं माहिती ते असं पडतं खाली आणि मरून जाईल नाही का. पण आम्ही पण लहान होतो ना.
<laughs> म्हणजे हां. अरे बापरे! म्हणजे तुम्ही पाहात होतात ते लाईव्ह म्हणजे वर चढलेलं पण.
हां, हां त्याला म काही पो मो मोठी माणसं म्हणत होते, खाली उतर, खाली उतर. पण तो शक्तिमानसारख उडायचा विचार होता त्या डोक्यामध्ये छत आणि टेरेसवरनं त्याने उडायचा प्रयत्न केला आणि खाली पडला गजमध्ये आणि गज घुसते त्याला.
अरे देवा! कायच बोलणार आता यामध्ये?
हां ना, खूप वाईट परिस्थिती झाली. मला असं वाईट वाटलं. चांगला पोरगा होता नाही का तो. आणि एखाद्या आई-वडिलांवर काय बितत असल. खरंच, खूप वाईट आहे नाही का ते. अन त्यानंतर मला कळालं, की मी शक्तिमान नाही बनू शकत.
आह! ते अकल्पनीय आहे, असं म्हणू शकतो आपण. हं, हं.
हम्म. असं आहे.
अ, पण अ, एक होतं ना त्या काळामध्ये कसं होतं जाहिराती पण यायच्या बघा एड अ, शोजच्यामध्ये. तर त्या जाहिरातीतही म्हणजे आपण आवडायच्या आपल्याला जाहिराती, नाही का? तर याबद्दल काही सांगाल का तुम्ही? आवडत्या जाहिराती वगैरे होत्या का? शोज तर होतेच.
हां, हां. हां, हां. अ, हां, य य यायची ना ती निरमा, वॉशिंग पावडर निरमा. निरमा की सफेदी <giggles> हां. दूध सी सफेदी निरमा से आये, सबकी पसंद ही फिर खिलखिल जाये, सबकी पसंद निरमा. वॉशिंग पावडर निरमा. पहिले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो. असा डायलॉग होता त्याचा. <chuckles> अन
<chuckles> दूध की सफेदी. हां. निरमा. <chuckles> आणखीन एखादा आठवतंय का कोणतं?
अ, आणखीन एखादं अ, मला, अ, नाही आठवत आहे आता. तेच अ, ते जया, हेमा, रेखा असं? हं?
अ, ते आठवते का? हं, हं. आया नया उजाला. <chuckles>
हां, नील, नील. हां, हां. ते पण एक होता. गाणं नाही आठवत म्हणा.
हां, चार बुंदो वाला, टिप, टिप, टिप, टिप. <chuckles>
<laughs> हां, हां, हां, हां, नाही लहानपणी खूपच अ, भारी होतं माझं, नाही का? आणि अ, तुम्हाला खरं सांगतो अ, एवढं चांगलं बालपण होतं ना. असं म्हणाल की बालपण देगा देवा पण आता नको, आता मला ते म्हणतात ना, मुक्ती पाहिजे. <chuckles> परत नको ते कष्ट आणि ते सगळे हाल. परत अभ्यास करायचा त्रास
हां, हां. <chuckles> अ, आधीच्या काळातले टी-व्ही शोज आणि आजच्या काळातल्या टी-व्ही शोज अ, काय तुम्हाला नेमका फरक वाटतो? आणि आज-काल काय टी-व्ही शोजमध्ये एडवर्टाइज वगैरे पण येत नाहीत. हम्म.
आधीच्या शोमधी आणि आत्ताच्या शोमधल्या जे लेखकामध्ये आहे ना, मला मेंदूचा फरक वाटतो. आधीच्या शोची मेंदू लय भारी होते त्यांच्याकडे क्रिएटिविटी होती, मोबाईल नव्हता ना. हे आजकाल काय माहिती, कुठून क्रिएटिविटी यांची गेली आहे कुठेतरी. खूप कमी लोकं राहिले ज्यांच्याकडे अजूनसुद्धा क्रिएटिविटी आहे, नाही का? म्हणजे अ, मला तरी आहे म्हणजे मी खूप चांगलं अ, लिहू शकतो, नाही का? पण मला कोण मौका देणार नाही ना आजकाल, विषय तो आहे.
<chuckles> हां. <chuckles> हो, बरोबर. अच्छा, अच्छा, म्हणजे आज-कालच्या ज्या स्टोऱ्या वगैरे आहेत, अ, लहान मुली जे बघतात, ते नुसताच एक धांगड-धिंगा जे आपण म्हणतो ते त्या टाइपच आहे.
आसं. हां, हां, हां. हां, आजकाल त्यांचं हे, ते, ते थ्रिलर, सस्पेंस, खून-खराबा तेवढंच. अरे, तुम्ही ला बालपण कशाला हरवता लोकांचं? तुम्ही काहीतरी बनवा ना. नाही तर एकतर Disney प्रिन्सेस येते, नाहीतर काहीतरी फालतू <tsk> नाही, मला चांगलं वाटत.
हां, हां, हां, म्हणजे आपले पारंपरिक जे शो होते 90sच्या काळातले, ते मस्त होते असं म्हणायचं आहे तुम्हाला. हम्म, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि मस्त अ, सांगितले तुम्ही वेगवेगळे शोज अ, कसे तुम्ही पहायचे. आणि मज्जा आली ऐकून. खूप, खूप अ, तुमचे आभार आणि आपण नक्कीच पुन्हा भेटूयात. धन्यवाद!
तेच भारी होते. हो. हो, हो, हो. हो धन्यवाद. नक्कीच पुन्हा भेटूया.